असू शकतं. म्हणजे अ, एखादा मनात अ, अ, आता किती वेळा म्हणाली ना मगाशी अ, भजनाची गाणी भरपूर म्हणजे एखाद्याला विश्वास असेल देवावरती, तर त्याने भजनाची गाणी गायली किंवा एखाद्याला विश्वास आहे कुठल्यातरी गोष्टीवरती कुठल्यातरी अ, पद्धतीवरती, मग त्या प्रकारची गाणी कनेक्ट होत असेल. आता मी बोलली ना माझी गाणी मी कशी कनेक्ट झाली. तसं प्रत्येकजण कुठल्या दुःखात आहे, आ आता ब्रेकअप वगैरे आहे, दुसरं काय-काय आहे. दिल दीवान आहे किंवा एकदम म्हणतो ना अ कभी खुशी कवी गम, तेरा मुझसे पहले का नाता वगैरे असं म्हणतो ना एक अ, त्यांना कसं कुठे कनेक्ट होतंय, म्हणजे त्यांचा काय भावना आहे आणि त्यांच्याशी काय कनेक्ट होतंय आणि त्यानंतर कुठेतरी चांगली एंडिंग पाहिजे. नाहीतर <chuckles> हळू-हळू कसं शेवटी कसं असतं ना त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी कुठेतरी दुसरा मार्ग भेटला पाहिजे. कुठले ते विचार आहेत ना थांबले पाहिजे. जे तेच तेच विचार आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी अ, मला वाटतं गाणं खूप गरजेचं आहे. ग ते छान काम करतं. एक त्या दुःखातून कनेक्ट होतो आणि त्यानंतर शेवटच्या सहसा ओवी अ असतात ना, अ, ते एकदम पुढे घेऊन जातात आपल्याला त्यातूनही. हम ऐसा करेंगे म्हणजे असं म्हणजे दिल टूटा तो भी हम अ, याद करेंगे. अ म्हणजे पुढे जाऊ पण असं पण असतात ना गाणी अशी मग थोडंसं कुठेतरी आपण त्याला तिकडेच नाही अडकत पुढे जातो असं. एकाच ह्याच्यात असलं ना, की तिने अप म्हणजे ब्रेकअप झाला असं. तसं नाही त्यात पुढे जातो असं.
हं. हां, हां, हां, हां. हं. हां, हां, हां. हो. हां, हां, हां. हां, हां, हां. आई ग! हो. हां. हं, हं, हं, हं. <laughs> अगदी खरंय. हं. हं. हां. हो. हं. अ, हं, हं, हं. अच्छा. हां, हां, हां. हं, हं, हं. <laughs> हां. हं, हं. हं, हं, हं. हां. बरोबर. हं, हं, हं.

हो, हो अ, आपण किती वेळा असं म्हणजे होतं ना मी थोडीशी करियर ओरिएंटेड आहे. त्यामुळे अ, थोडेसे प्रोफेशनल एक्झाम्स दिले होते. अवघड अवघड असे एक्झाम्स दिले होते. आणि त्यामध्ये अ, किती वेळा तरी अ, असं झालं की आपटलो वगैरे. 1दा आपटून वगैरे उभे राहिलो तर काय वाटत नाही. पण अ, शेवटच्या स्टेजवरती म्हणतो ना बरेच वेळा आपटलो होतो. <chuckles> आणि कधी एकदा काय म्हणतो ना एक तो अ, शेवटचा स्टेज अ, मध्ये किती वेळा अडकलेलो, किती जवळ-जवळ 4-5 वेळा अडकलोय आणि अ, वर्ष दोन वर्ष आपण त्याच्यावर मेहनत करतोय. तर प्रत्येक वेळेला असं म्हणतो ना, सुरुवातीला कसं एखादं दुसरा असेल तर असं म्हणतो ना, "गिव्ह मी सम सनशाईन, गिव्ह मी सम रेन." मला फक्त 1 चान्स पाहिजे असं होतं. पण त्या अ, जेव्हा भरपूर वेळा गटांगळ्या खाल्ल्या होत्या. म्हणजे म्हणतो ना भरपूर वेळा अ, जरा नापास नापास नापास असं झालं होतं लागोपाठ तेव्हा मग असं एकदम उदास असं म्हणतो ना. "अरे! ह्याच्यातून काय होतय की नाही, जातंय की नाही, उठतोय की नाही?" असं होतं ना. मग तेव्हा मात्र 1 अ 1 गाणं ऐकलं होतं मी ते मला खूप अ, एक अ, ह्यांचं होतं अ, कैलाश खेर म्हणून आहेत. त्यांचं होतं "टूटा टूटा, एक परिंदा ऐसे टूटा कि फ़िर जुड़ ना पाया."
हं. ओके. हं. हं. हो ना. हां. <laughs> ओके. हं. हां, हां. अरे बाप रे! हं. हां, हां, हां. हां. ओ! हां. राइट. हां, हां. हां, हां, हां, हां, हां. हं. हां. हो ना. <laughs> हं. बरोबर. हो का बरं? हं. हां. हां. हं. वाह! <chuckles>
लूटा लूटा, किसने उसको ऐसे लूटा कि फ़िर उड़ ना पाया. "गिरता हुआ, वो आसमाँ से आकर गिरा ज़मीन पर. ख़्वाबों में फ़िर भी बादल ही थे, वो कहता रहा मगर." ते जे आहे ना, गिरता हुआ, वो आसमाँ से आकर गिरा ज़मीन पर, म्हणजे 4 वेळा आपटल्यावरती असंच वाटत होतं की आता जमिनीवर आहोत आपण. पण, फिर भी ख़्वाबों में एक म्हणतो ना स्वप्न अजूनही आहे, ख़्वाबों में फिर भी बादल ही थे. वो केहता रहा मगर. हं, आहे तिकडेच लक्ष आहे अजून.
वाह, वाह! वाह, वाह, वाह! हं, हं, हं. हां. <laughs> हां. बरोबर. हां. लवकर. <laughs> हो ना. बरोबर.
अल्लाह के बंदे, हँस दे, अल्लाह के बंदे. <laughs> म्हणजे त्या दुःखातही हो त्या दुःखातही त्या अ, अंधारातही कुठेतरी हसत त्याला तोंड द्यायचं सामोरे मला वाटत ह्या गाण्याने मला दिलं.
<laughs> हो. खरंच खूप छान गाणं आहे. हं. हं. हां. अच्छा. मग ह्या गाण्याच्या कुठल्या शब्दांनी किंवा कुठला भाग असतो म्हणा ना, की शब्द असतील म्हणा, सूर असेल म्हणा, किंवा कधी-कधी आवाजही, एखाद्या सिंगरचा किंवा त्या व्यक्तीचा आवाजही ना आपल्यावरती जादू करून जातं. तर तुम्हाला त्या गाण्याच्या कुठल्या भागाने अ, सर्वात जास्त हात धरला किंवा सर्वात जास्त सांत्वन दिलं?
हो, हो.

हो. अ, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीला आपली वेगळी-वेगळी गाणी असतातच. अ, आता जसं म्हणाली, की सांत्वनासाठी हे होतं, पण आपण जेव्हा क्लिअर झाले मी. म्हणजे तेव्हा खूप आनंद झाले. तर तेव्हा असं पण होतं की आज मै उपर आसमा नीचे, <chuckles> आज मै आगे जमाना है पीछे. आणि मग जोपर्यंत हा मधला प्रवास होता ना, म्हणजे आपण खाली होतो आणि आपल्याला अजून यश मिळत नव्हतं. आपण 4-4, 5-5 वेळा अ, अ, हे होत होतो, फेल होत होतो. मग तेव्हा तर होतं ना, कुछ तो लोग कहेंगे. बोलणारे असतातच पाठी. <laughs> लोगों का नाम है कहना. या पण गोष्टी होत्या. हो. आणि अ, करियरमध्ये पण मग किती वेळा आपण असं होतं ना काहीतरी अ, नवीन अ, प्रवासाला सुरुवात होतो. म्हणजे मग तेव्हा अ, पण आपलं असं होतं ना, पहला नशा पहला खुमार. अरे एकदम करेक्ट होतं ना एखाद्या स्वप्नाशी आपलं हे होतं ना. अ, तसं. आणि मग त्यात कधीतरी ओरडा मिळाला परत ऑफिसमध्ये काहीतरी वगैरे. मग एकदम कोरा कागज था ये. <laughs> अशा पण गोष्टी झाल्या होत्या की अरे नको, एक शांत पाहिजे आहे. मग आणि कधी-कधी एकदम मस्ती असते मनात म्हणतो ना आपण एकटंच आहोत. आपल्याबरोबरच आहोत आणि आपलीच ना एकदम काय एकदम एकदम पण खुश नाही आणि एकदम पण असं काही अ, दुःख वगैरे नाही. पण आपलं आपल्यातच मजेत असतो ना थोडंसं तेव्हा, छोटंसं, दिल है छोटासा
हं, हं. हो ना. हं. हां, हां, हां. हं. हां, हां, हां, हां. आ हा हा! <chuckles> खरंय, खरंय. हं. अ, हां. हं, हं, हं, हं. हां, हां, हां. हं. हं. गे हो. लोगों का काम है केहना. <chuckles> अगदी खरंय. हं. हां. हं. हां, हां, हां. <laughs> हो ना. अगदी. हम्म. आई ग, ग! हं. हं. <laughs> वाह, वाह! हं. हं, हं, हं, हं, हं. हां, हां, हां, हां. हं. हां, हां, हां. हं. हो ना. हं, हं, हं. <chuckles>
छोटी सी आशा मस्ती भरी मन की, भोली सी आशा, म्हणजे छोटं, छोटं, असं राहायचं ना आपल्या ह्याच्यामध्ये स्वप्नांमध्ये. म्हणजे रात्री एकटं असं असतं ना, काहीतरी करायचंय, काहीतरी म्हणजे आपण खूप पुढचा विचार वगैरे करत असतो. तर हां. 5 वर्ष 10 वर्ष कुठे असू असा वगैरे विचार असेल, तर अशा प्रयत्नाची गाणी येतात. मग वेगवेगळ्या पद्धतीने नक्कीच त्या-त्या प्रसंगाची थोडीफार वेगळी-वेगळी गाणी असतातच.
वाह, वाह, वाह! हं. हो. हां, हां, हां, हां, हां. हं. छोट्या-छोट्या अशा आहेत अ, तुमचे. हां. बरोबर, बरो हं, हं, हं, हं.